नक्कीच, नक्कीच. आता हे बघा ना, एक तक्रार लोकं नेहमी करतात, की आम्हाला करायचं तर असतं, म्हणजे सण म्हटलं तर आम्हाला पुरणपोळी, मोदक सगळंच करायला आवडतं, पण खाणारं कोणी नसतं. आजकाल लोकांची चव बदलली आणि मुलांना खास करून तर त्यांना मॅगीच हवं असतं, पिझ्झा हवा आहे, बर्गर हवा आहे. तर कसं म्हणजे आपण आपल्या मुलांना कसं शिकवावं, आपण म्हणजे काय करावं? <chuckles> असं वाटतं तुम्हाला?
हां. हां, हां. हो. कोणी नसतं. बरोबर. हो. अहो, बरोबर. हो, म्हणजे आजकालच्या मुलांना हे पुरणपोळी वगैरे खरंच नाही आवडत. म्हणजे बघा ना, गोड म्हणलं, की म्हणजे गोड आवडतच नाही. मग अ, त्यांच्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडेसे असे नवीन ट्विस्ट टाकू शकतो. जसं, की पहिले कसं फक्त अशी डाळ वगैरे शिजवून त्याच्यामध्ये फक्त गूळ टाकायचा आणि साखर टाकायची किंवा मग झालं पुरण. मग आपण त्याच्यामध्ये अशी वेलची पूड किंवा मग आपलं जायफळ असतं, ते टाकू शकतो. जेणेकरून एक अ, छान अशी टेस्ट येईल त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपलं गावरान तूप पण त्याच्यामध्ये पण मिक्स करू शकतो. जेणे अजून तो एक अ, वरतून तर लावतोच आपण, पण ते आतमध्ये पण असलं ना, खूप छान लागते ती. हो आणि मग त्याच्यामध्ये अ, म्हणजे बघा ना, घरची जा डाळ जर आपण टाकली ना, तर त्याला कलर नाही येत.
नाही आवडत. हो. हं, हं. नक्कीच. हो, हो, हो.
आणि विकतची डाळमध्ये कसा कलर येतो ना, तर मग आपण घर हां, घरची जर वापरत असलो ना, आपण तर मला असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं फूड कलर टाकून असं थोडंसं अट्रॅक्टिव्ह त्याला असं दिसणं दिसायला म्हणजे ती बघायला पण छान वाटेल आणि खायला अजूनच छान वाटेल. मग त्याच्यामध्ये हां, दिसणारे खातात. म्हणजे जी गोष्ट अशी अट्रॅक्टिव्ह दिसली ना तर खातात. मग अशीच आपण जुन्या परंपरेचे जे आपले अ, सण समारंभाचे जे अ, जेवण आहे, ते आपण त्यांना अशारीतीने पुढे नेऊ शकतो, असं मला वाटतं.
नक्कीच. कलर येतो लगेच. हां. अ, नाही. मुलं खातात हं. असं छान दिसणारी गोष्ट मुलं खातात. नक्कीच. नक्कीच, नक्कीच. तर अ, खूप छान, खूप गोड विषय होता हा, की परंपरा आपली आणि त्याच्याबरोबर जर जेवण असतं, ते आपण कसं बनवतो. जुन्या बऱ्याच आठवणी जाग्या येतात आपल्या मनात. खूप छान बोलला तुम्ही या विषयावर आणि इतकी सुंदर उदाहरणं तुमच्या आयुष्यातली दिली. तुमच्या वेळेसाठी तुमचा खूप-खूप आभार हो. खूप धन्यवाद.
अ. हो. बरोबर. बरोबर. हो. हो. मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि नक्कीच मला पुन्हा तुमच्याशी बोलायला आवडेल आणि एक अ, लहानपणीची आठवण एक ताज्या झाल्यासारखं वाटलं. जसं आपल्या घरी आई, आजी जसे जेवण बनवतात, ते एक अ, असं वाटलं, की डोळ्यासमोर आलं लगेच. तर खरंच मला छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मला पुन्हा नक्की आवडेल तुमच्याशी बोलायला. खरंच, तुमचे मनापासून धन्यवाद आणि खरंच खूप-खूप आभार.
नक्कीच. हो ना.